बरोबर, बरोबर. त्याने कसं ना, की एकदम मन एकदम शांत होऊन जाते. निर्णय आपण फटा, फटा, फटा, फटा घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमचं इंट्युशन पॉवर वाढते ध्यानमध्ये. इंट्यूशन पॉवर म्हणजे कसं असते की तुम्हाला समजून जाते, की अरे ह्याचं उत्तर हेच आहे म्हणून. तुम्हाला जास्त इथे विचार करायचं काम नाही आणि ते तेच असते ते वी उत्तर त्याचं सर्व. हां, असं होते. दुसऱ्याच्या मनातले विचार पण कधी-कधी तुम्हाला समजायला लागतात, की "अरे हा व्यक्ती आला आहे, याला त्याचं काम असं आहे माझ्याकडे." तर त्याने कसं आहे ना, की तुम्ही त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला लवकर समजू शकता, हे ना. भावनिकरित्या तुम्ही त्याला समजू शकता. आणि दुसरी गोष्ट, की कॉन्सन्ट्रेशन छान वाढते तुमचं. तुम्ही प्रेमाने सगळ्यांसोबत बोलायला लागतात. विनाकारण आनंद भेटायला लागते तुम्हाला तुमच्या कामामध्ये. वर्तमान क्षणात राहता, हे ना. वर्तमान क्षणात, भूतकाळात नाही का भटकत नाही दुःखी करत होत नाही किंवा भविष्याची चिंता करत नाही. पूर्णतः वर्तमानात राहून अ, कामामध्ये ती पूर्ण राहून आनंदी घेऊ शकतो आपण त्या सगळ्या गोष्टीचा. या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास पण घडायला सुरू होतात.
बरोबर. हो, हो. बरोबर. बरोबर. हो, हो. हं, हं. बरोबर, हो. म्हणजे छानच फायदा होतो एकंदरीत, नाही का.
हां. खूप छान. <laughs>
खरंच खूप छान बोलले तुम्ही आणि मला आता एक शेवटचं सांगा, जेव्हा हे आपण ध्यान सुरू करतो, आता आपल्याला ध्यान करायचं आहे नाही का. तर अ, याचं काही व वय वयोमर्यादा वगैरे पण ठरवलेली आहे का?
हां, हां. हां, हां. हां, हां. बरोबर, बरोबर. असं म्हणतात, की आपलं जेवढं वय आहे ना, तितके मिनिटं ध्यान केलं पाहिजे. जसं की कुणी 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याने 10 मिनिटं करायचा, कुणी 30 वर्षाचा आहे, तर त्याने 30 मिनिटं ध्यान करायचा. आणि सहसा असं आहे ना, की 8 वर्षाच्या जास्त जो पण असेल, त्यांनी ध्यानला बसलेच पाहिजे. लहान मुलं पण आज ध्यानाला बसतात आणि त्यांचा अभ्यासात पण इतकी छान प्रगती होते. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. बाकी सगळ्या ज्या आहेत, त्याच्या मागे येणाऱ्या गोष्टी सगळ्या त्याच्याकडे येतच आहेत. असं.
हं, हं. बरोबर. म्हणजे 8 वर्षाच्यानंतर ध्यान केलं तर काही इतकं अ, वाईट नाहीये, नाही का?
हां. वाईट नाही, म्हणजे फायदाच फायदा आहे त्याच्यामध्ये असं आहे. हां, असं आहे. करायलाच पाहिजे.
हो, हो, हो. आणि 30 म्हणजे वय जितकं राहील, तितकं आपण ध्यान करायचं.
तितकी मिनिटं आपण ध्यान करायचं.
म्हणजे 10 वर्ष आता तुम्ही जे सांगितलं आणि 30 वर्ष असले, तर 30 मिनिटं करायचं.
हां.